हो ना. आता तर सिच्युएशन बदलली आहे. आता मला घरात करावंच लागतं म्हणजे इच्छा नसेल तरी करावं लागतं कारण <chuckles> आता माणसं बदलली आहेत, घर बदललंय, सगळंच बदललंय. त्यामुळे मग घरातली गृहिणी म्हणून सगळं बघावं लागतं. हां, मग त्यात मला स्कोप पण मिळाला म्हणजे पाककला म्हणजे वेगवेगळे मी ट्राय करत असते आयटम लाडू बनवणे म्हणा किंवा
हं. हं. <chuckles> हां, हां. नक्कीच, नक्कीच. करावं लागतं. हं, हं. मग ते तुम्ही तुमच्या मनाने करतात की आता टेक्नॉलॉजीचा वापर घेतात?
हो, टेक्नॉलॉजीचा बराच उपयोग झाला मला. म्हणजे सासूबाई असतात गाईडन्सला पण मी Youtubeवर आता रेसिपीज बघते. सगळ्या म्हणजे कुठल्या-कुठल्या आहेत ना मधुराज रेसिपी, सरिताज किचन असे अमक्या-तमक्या किंवा अशा वेस्टर्न कुठल्या रेसिपीज आहे
जसं की अच्छा. हो, हो, हो. हां, हां, हां. मग तुम्हाला आवडणारी अशी जे कुठल्या अ, कुठली अशी रेसिपी आहे जे तुम्हाला आवडते नेहमी बनवायला?
हो, मला नॉन-व्हेज रेसिपी आवडते. ते पण स्पेशल तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. <chuckles> हां. हां. तर ते मी बनवते आणि ते मी अ, ॲक्चुअली अ, सोशल मीडियाचा वापर करून Youtubeवर बघून म्हणा किंवा 2-4 हॉटेलमध्ये टेस्ट करून मी त्या बनवते आहे आणि मला Youtubeचा खूपच उपयोग झाला त्याच्यामध्ये एक असा किचनचाच एक चॅनल मी सब
<chuckles> अरे क्या बात है! हां, हां, हां, हां, हां. ओके. हं, हं. हं, हं. ओके. बरोबर. म्हणजे टेक्नॉलॉजीचा खूपच उपयोग झाला आहे तुम्हाला.
हो, हो खूपच. आणि मी सबस्क्राईब केलं आणि त्यातून मला रेसिपी मिळाल्या वेगवेगळ्या मग मी त्याच्यामध्ये खूप असं केलं म्हणजे ट्रायल अँड एरर आणि थोडी सासूबाईंची मदत पण घेतली गाइर्डन्स घेतला आणि मी बनवला म्हणजे छानपैकी असा आणि ऑथेंटिक वाटायला लागला की तो कोल्हापुरी आहे आणि तो जो मसाला आहे ना, तो पण ॲक्चुअली कसा बनवतात वगैरे ते पण मी शिकून घेतलं आणि
ओके. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. मग ते पण तुम्ही YouTube मधूनच बघितलंय. म्हणजे टोटल नाही.
अ, नाही घर अ, घरच्यांचं प्रमाण थोडं घेतलंय. त्या ॲक्चुअली कोल्हापुरी मसाले बनवतात सासूबाई. मग त्यांच्याकडून शिकून घेतला आणि घरच्यांना आवडतो तसा ब बनवला Youtubeमध्ये थोडे चेंजेस असतात ना किंवा त्यांचे मिरच्यांचा वापर म्हणा किंवा मसाले वेगळे वाप
बरं, बरं. हं, हं. हं, हं. पण साधारणपणे एक आपल्याला अंदाज येतो टेक्नॉलॉजीमुळे की आपल्याला Youtubeमधून कसं प्रोसेस प्रोसेसिंग माहिती पडतंय. काय-काय गोष्टी वापरू शकतो आपण?
हो, हो. हो, हो, हो. कशा करायच्या म्हणजे स्वच्छता कशी करायची, मिरच्या कशा सुकवायच्या.
मग फक्त टेक्नॉलॉजीचा तुम्हाला ह्याच गोष्टीमध्ये फायदा झालाय, की आणखीनही असे बरेच काही गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला फायदा झालाय? जे तुमचे जुने छंद असू शकतात जसं स्वयंपाक आहे किंवा डान्सिंग, सिंगिंग वगैरे की आता तुम्ही त्यांना
हो, हो. हो. हो, संगीताच्या ह्याच्यामध्ये झालं आहे मला गाणी म्हणायला आवडायची किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ना, त्याच्यामध्ये ट्यून कशा वा वाजवायच्या ते मी Youtubeवरून शिकले.
हं, हं. हं, हं, हं. हं.

अच्छा, ओके.
असं झालं मग ते पण बरंच करताहेत.
मग काही सुधार झालाय तुमच्या संगीतामध्ये.
हो, हो, अ, म्हणजे अगदी पर्सेंट नाही पण अ, थ 30 40-50% तरी झालाय, म्हणजे आधी काहीच जमायचं नाही ना हो. मग ते पाककलेची काय आवड काही लपत नव्हती मग, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्यात आणि ट्रायल एंड एरर किंवा यौसो YouTubeवर
YouTubeमुळे. अरे, तरी मग छानच आहे ना. हं, हं. हं, हं, हं. पण पाक कलेमध्ये तर तुम्ही बेस्टच झाले असणार आता. <chuckles>
हो, हो. आता आहे झालंय आणि अ, झाले पण आहेत आणि मी स्वतः असे मसाले करून असे म्हणजे मी एक्झिबिशन पण ठेवलं होतं आणि एका कॉम पाककला अ, कॉम्पिटिशन होती ना म्हणजे लोकमतद्वारे
हां, हां. क्या बात है! ओ, हो, हो. मग ते कॉम्पिटिशन जसं होतं मग तुम्ही ते टेक्नॉलॉजीचा वापर घेतलेला आहे जसं मार्केटिंग केलेली, सोशल मीडिया तसं.
हो, हो. नक्कीच. हो, हो नक्कीच अ, माझं पेज मी क्रिएट केलं होतं Facebookमध्ये आणि ती इव्हेंट कधी-कधी आहे त्यासाठी इन्व्हाईट पण केलं होतं लोकांना आणि नंतर माझं
हं. हं, हं. हं, हं. काय वापर केलेला तुम्ही असं? काय
Facebook पेज तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये पोस्ट केलं होतं, की अशा-अशा किचनची म्हणजे माझं स्वतःचं हे एक आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतःचे मसाले वगैरे ठेवलेले आहेत. आणि जी कॉन्टेस्ट आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी हजर रहावा. तुम्हाला लकी ड्रॉसाठी वगैरे हां. ते पण हे केलं होतं आणि मी स्वतः पार्टिसिपेट झाले होते आणि त्याच्यामध्ये माझा नंबर पण आला होता. <chuckles> असं होतं. हां, मग मग त्या बिर्याणीच्या रेसिपीज होत्या ॲक्चुअली. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं मग तिथून मला खरी चालना मिळाली. म्हणजे असतं ना म्हणजे एफर्ट्सला काही असं तुम्ही बक्षीस दिलं किंवा रिवॉर्ड दिला, तर तिथून त्याला मोटिव्हेशन मिळतं आणि मग तो बऱ्याच गोष्टी करायला लागतो. मग
हां, हां. हं.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 हं. किती छान. हं, हं. <chuckles> क्या बात है! ओ हो, येस नाईस, नाईस, नाईस, नाईस. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. म्हणजे टेक्नॉलॉजीचा खूपच छान वापर करून तुम्ही तुमचे जु जुने छंद सुधारलेत.

हो, हो. नक्कीच आणि मग तिथून मग मला ट्रॅक भेटला. आणि मग अ, आमचे असे मी ग्रुप तयार केले आहेत म्हणजे एक स्वयंसिद्धा म्हणून संस्था आहे त्याच्यामार्फत ज्या अशा अ, म महिला आहेत की त्यांना स्वतःचा उद्योग चालू करायच आहे छोटा-छोटा किंवा पाककलेमध्ये काहीतरी करायचंय मग त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म ते अव्हेलेबल करतो मग ग्रुपवर आम्ही टाकतो, की आम्ही असे असे बनवलेले आहेत किंवा आम्ही अशा ऑर्डर्स घेतो असंही तुम्ही टाकू शकता आणि तिथे तुमचा स्टॉल ठेऊ शकता. त्यामुळे अशा बऱ्याच अ, आम्ही मैत्रिणी एकत्र झालो आणि एकमेकांचं आम्हाला कळालं मग एकमेकांच्या पोस्ट पण आम्ही WhatsAppमध्ये स्टेटसला लावत असतो.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. क्या बात है! क्या बात है. खूप छान. वॉव, वॉव. नाईस. हं, हं, हं. मग तुम्ही कधी असं केलंय का की तुम्ही स्वतःचेच व्हिडिओ टाकलेत आणि आता लोकं तुम्हाला फॉलो करताहेत तसं हां?
हो, हो. नक्कीच. हा माझा चॅनल आहे मी YouTubeवर चॅनल पण केलेलं आहे. हां. आणि पहिल्या सुरुवातीला म्हणजे व्हयूझ इतके नव्हते पण जशी जशी वर्षं जायला लागली तसे त्याचे व्हयूझ वाढायला लागले आणि फॅमिलीमध्ये सगळीकडे सर्क्युलेट केल्यामुळे सबस्क्रायबर पण वाढताहेत त्याचे होप सो आता काहीतरी होईल चांगल.
क्या बात है! क्या बात है. <chuckles> हं, हं. वॉव, वॉव. नाईस, नाईस. अरे मी तर असं प्रे करेल, की मिलियन्स मध्ये जाऊ. तर मग असं कधी होतं ना अ, की म्हणजे जसं तुम्ही YouTubeच बोललात, YouTubeवर टाकतात तर मग काही-काही जे असतात आपले काय बोलतात खूप लोक कमेंट करतात. तर मग कोणी असं कमेंट केलंय का प्लीज आमच्यासाठी ही रेसिपी, तर मग सजेशन्सवाल्या रेसिपी तुम्ही बनवल्यात का कधी तुम्हाला एक सजेशन दिलं की गाजरचा हलवा बनवा किंवा कोणी सांगितलं असेल की वांगी बटाट्याची भाजी. तर मग तसं तुम्ही केलंय कधी?
हां. हां, हां. हां. हो, हो.

हो, केलंय म्हणजे त्यांच्यासाठी बनवलेले आहेत मी व्हिडिओज. माझ्या चॅनलमध्ये पण अपलोडेड आहेत ते. आणि जर कुठली रेसिपी म्हणजे मसाला बनवण्याचं कशी पद्धत म्हणा किंवा काही असं बारीक-सारीक हवं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण प्रोव्हाईड केले आहेत, की तिथं मला तुम्हाला लिंकमध्ये मिळून जाईल, की हा मसाला कसा बनवायचा कांदा-लसूण मसाला किंवा समथिंग काही म्हणजे रिलेटेड जे असेल ना छोटं-मोठं किंवा तुम्हाला काही म्हणजे अ, प्रॉडक्ट्स विकत वगैरे घ्यायचे असतील माझ्याकडून, तर माझे स्वतःचे प्रॉडक्ट्स मी केलेले आहेत. त्याच्याबद्दल पण मी माहिती दिलेली आहे लिंकमध्ये. हो.
हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं. वॉव! वॉव! वॉव! हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. ओके. वॉव नाईस. मग असं कधी तुम्ही केलंय का की जसं तुम्ही सांगितलं, की तुम्हाला गाण्याचंही खूप अ, छंद आहे. तर मग जसं तुमचा छंद एक आहे जेवण बनवण्याचा. तर मग जेवण बनवता-बनवता तुम्ही असं केलंय गाणंही बोलतायेत आणि दोन्हीही गोष्टी होत आहेत. दोन्हीही छंद तुमचे पुरे होतायेत असं कधी? कारण की खूप लोकांला असतं ना, की जेवण बनवता-बनव गुणगुणतात ते असं गाणी वगैरे बोलतात.
हो. हो. अ हो, हो. हो, हो, पण अ, माझं वेग पर्सनली वेगळं आहे. मला तेवढं कॉन्सन्ट्रेशन नाही करता येत, गाणं म्हणता-म्हणता म्हणजे नीट ते पण म्हणता येत नाही आणि पदार्थ पण म्हणजे हा फोकस करता येत नाही, मला थोडक्यात. अ, गाणं मी सेपरेट म्हणू शकते किंवा त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे देऊ शकते. आणि स्वतः न बोलता बॅकग्राऊंड म्युझिकवर पण मी असे व्हिडिओस प्ले केलेले आहेत. फास्ट रील्स पण बनवल्यात मी अशा. हां, मग ते मला बरं वाटतं आणि गाणं म्हणजे एक प्र वेगळाच भाग आहे तो. असा मिक्स होऊन नाही मला नाही आवडणार, त्याच्यासाठी एक वेगळाच वेळ दिला पाहिजे.
अच्छा, ओके. हे पण करता येत नाही. अच्छा. हं, हं. वॉव! वॉव! हं, हं. अच्छा, अच्छा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही थोडं अ, त्याचा एक स्पेस देईल. अ, सो मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारेल, की अ, या टेक्नॉलॉजीमुळे तुमचे ज्यु जे जितकेही जुने छंद होते, त्यामध्ये कशाप्रकारे तुमचा बदल झाला आणि तुमच्या जीवनामध्ये काय चेंजेस आले त्याचे
हो. हो, हो, नक्कीच.